नाही, तेच तेच ते खूप अ, गरजेचं आहे ते टाळणं. <chuckles> त्याच्यातनं सुटका पाहिजे असते आणि ते वाढलं ना, मग काहीच खरं नसतं. कारण नातेवाईक म्हटले म्हणजे चार ठिकाणी समोरासमोर यायचंच आहे. चेहऱ्यावर चेहरा पडणार आहे, बोलणं होणार आहे, कशाला उगाच वाद वाढवायचे. जे आहे, ते तिथेच मोकळं करून गेलेलं बरं आहे पुढे.
बरोबर.
चुका मान्य केल्या ना, तर सगळे कामं सुरळीत होतात. <chuckles> माझं असं म्हणणं आहे. चुका मान्य करून घ्यायच्या. हां, माझ्याच माझं हे चुकलं असेल, तर तुला काही वाईट वाटलं असेल, माझ्याकडनं माफी मागते वगैरे करून, ऑर असं कसं होतं ना, कधी-कधी म्हणजे ह्या बाबतीत मला गांधीजींचा तो सिद्धांत आवडतो, की समोरच्याला एवढं म्हणजे असं लाजिरवाण करून द्यायचं की तो त्याला त्याची चूक, आपोआप म्हणजे कळून जाते स्वतःहूनच, की अरे हे माझं चुकतंय. तुम्हाला म्हणजे जर म्हणजे माहिती असेल गांधीजींचं कसं होतं वागणं, तर त्या बाबतीत मला म्हणजे मी हा रूल फॉलो करते त्यांचा, की समोरच्याला हां.
बरं. मला मला असं वाटतं नातेवाईकांमध्ये हा रोल ॲप्लिकेबल होत नसावा बहुतेक, कारण की आपण किती चांगले वागलो, तर त्यांना आपण चुकीचेच दिसणार आहे.
<laughs> नाही. <chuckles> <chuckles> होय, हे आहे. म्हणजे <chuckles>
ते म्हणतात ना चोरा "चोराच्या मनात नेहमी चांदनच असतं." आपण कितीही चांगले आपण जेव्हा चांगलं करतो ना, तेव्हा तेव्हा ते जास्त बोलायला लागतात. जेव्हा आपण काही काही हां.
ते आहे. शेवटी स्वभावाला औषध नाहीये. त्यांचा स्वभाव आहे तो, <chuckles> आपण आपल्याला नाही चुकवायचं.
आपण जेव्हा आपण जेव्हा काहीच करत नाही आपण काहीच नाही करत ना, तेव्हा ते शांत असतात. पण जेव्हा आपण काही चांगलं करायला लागलो, चांगला जॉब करायला लागलो की चांगलं सगळं हाताळतो, तेव्हा प्रॉब्लेम्स होणं सुरुवात होतात.
हो.